बरोबर आहे ना. म्हणजे अ, ज्युनियर्सला असतं ना, की सीनियर्सला नाही कसं म्हणायचं?
हं. बरोबर आहे.
आणि मग ते हो म्हणतात ना, कामाचं तर मग थोडंसं काय होतं ना की अं, मग ते काम होत नाहीत ना आणि मग ते डेडलाईन्स पाळल्या जात नाहीत. त्याच्यापेक्षा आपण आपल्या टीमला सांगितलं की बाबा हे असं असं काम आहे. डेडलाईन जर तुम्हाला असं वाटत असेल ना, पाळता येणार नाही तर आत्ताच सांगा. म्हणजे क्लिअरली सांगा. मी रागवणार नाही. मग तो सांगेल की "नाही जमेल बाबा, एखादा दिवस जास्त लागेल." तर मग आपण ते एवढं मॅनेज केलं पाहिजे. की "ठीक आहे, हे ना तर त्यामध्ये पूर्ण करून दे बाबा तू." म्हणजे हे पण आपल्याकडे अपर हँड राहतो ना. नाहीतर मग तो म्हणतो नाही का, आदल्या दिवशी किंवा डेडलाईनच्या दिवशी आता नाही करू शकत वगैरे. तर ते आपल्याला लास्टटाईम रश नको असतं. पण ते त्या दिवशी क्वालिटी पण ढासळते म्हणजे. त्यापेक्षा आधीच सांगायचं की "डेडलाईन्स नाही पाळत येत नसेल, तर आत्ताच सांगा." मग त्यांनी <chuckles> सांगितलं की "नाही, नाही, थोडे अजून दिवस द्या," पण द्यायचे आपण किंवा मग काहीतरी सुवर्णमध्य साधायचं एखाद दुसरा दिवस <chuckles> वाढवून द्यायचा. पण त्याच्यानंतर कमिटमेंट करून, "ह्याच्यानंतर मात्र मी ऐकलं नाही, तर हा एक आपण करू शकतो." दुसरी गोष्ट काय नाही की फक्त जबाबदारी घेऊन चालत नाही की आता हे करायचे आहे. तर त्याचं स्वातंत्र्य पण द्यावं लागतं ना, घेण्याची की बाबा ह्याच्यामध्ये एखादी गोष्ट लागली. तर त्याचं त्याला ते एवढं नेण्याची क्षमता पण पाहिजे. नाहीतर मग जर प्रत्येक गोष्टीसाठी छोट्या-मोठ्या गोष्टीसाठी आला, "हे हे कसं झालं सर? हे काय करू?" त्याच्यासाठी हे तर
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं. हं, हं. नाही. बरोबर, बरोबर. हं, हं. अगदी बरोबर. हं, हं. हं, हं. <chuckles> हां, हां.
तर मग ते डेलिगेशन नाही, ते काम सोपवणं होतं ना. मग त्याच्याने काय त्यांचा आत्मविश्वास वगैरे काय वाढणार आहे. ते उगाचच आपल्या डोक्याला ताण होणार आहे. तर त्याचा नाही उपयोग आहे. आणि मायक्रोमॅनेजमेंट हे पण एक टाळलं पाहिजे म्हणजे ना, की सारखं-सारखं जाऊन मध्ये लुडबुड नाही करायची, "अरे काय चाललंय? अरे एवढं झालं, एवढं?" मग ते नाही का त्यांना असं वाटतं की हं. <chuckles> अ, मग त्यांना वाटतं आपली बायको आली का काय, काय मध्ये लूडबुड करायला. मग ते नाही करू शकत.
हं, हं. हं. बरोबर. म्हणजे असं प्रेशरवर जो होतं. हां. <laughs> अच्छा. हां, वाटू शकतं. हां, असं.